नाही, नशिबाने एम-वन सोडला नाही माझा मी सांगतो ना तुम्हाला. मग अ, <chuckles> तिथून मग काय झालं, मग मी एडमिशन घेतली. अ, काय म्हणतात सी-ई-टी दिली. सी-ई-टी दिल्यानंतर मला असा कॉन्फिडन्स होता की आपलं फिजिक्स आणि केमिस्ट्री छान झालाय. तर आपला पर्सेंटाईल
ओ! <chuckles> हां. म्हणजे हं. सगळ्यात मोठी अडचण काय होती या सगळ्या वेळेमध्ये? म्हणजे तुम्हाला अ ओके, ओके.
मॅथेमॅटिक्स. <chuckles> सगळ्यात सगळ्यात मोठी अडचण आणि सगळ्यात मोठा फेल्युअर माझा मॅथेमॅटिक्स. तर मग अ, मी स्टिल मी कॉन्फिडन्समध्ये आहे की नाही जाऊ दे. आपला 1 चांगला नाही गेला तर काय झालं, 2 चांगले केलेत म्हणून मला असं वाटायचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर भरपूर असं म्हणजे पर्सेंटाइल वाढून येईल माझा. तर मी अपेक्षा करून, मी जास्त अपेक्षा नव्हती केली. मी म्हटलं येतील 60-70 पर्यंत आपले पर्सेंटाईल येतील. तर मग अ, म्हटलं नाही मग अ, रिझल्ट आला. नंतर माझे पर्सेंटाईल आले अ, 45. 45 पर्सेंटाइल आले. <chuckles> मग अ त्याच्यात हां, मग त्याच्यात मी विषय हेचं सोडून दिला की ते नसते काय, होप नसते का माणसाची. मी ते सोडूनच दिलं. तरी मी इंजिनिअरिंगचे फॉर्म भरलेत आणि माझ्या वडिलांची जी इच्छा होती, की मी एग्रीकल्चर करावं, तर मला जे बायो नसतं का? बायोत मी फक्त तुक्के मारून आलेलो. की काहीही फेकून आलं, तरी काय होणार आहे. तर त्यात मला नशिबाने 76% पडले. आता मग माझी इच्छा तर मेली, वडिलांचं होतं की "आता बायोत तर पडलेत मार्क्स, आता 1 वर्ष तर मी तुझं काही वाया जाऊ देणार नाही." तर मग म्हटलं मग वडील मला म्हणत, "तुला इंजिनिअरिंग करणंच आहे." म्हटलं "ठीक आहे." तर वडिलांनी मला एडमिशन घेऊन दिली एग्रीकल्चर इंजिनिअरिंगला.
ओह. अच्छा. हं. हं. ओह, शिट! नाही होऊ शकत त्याच्यात काहीच. हे ना? हम्म. हां. <laughs> ओह! ओह. अरे, वाह! दोन्ही म्हणजे "एक तीर से दो निशान." छान, छान, खूपच छान!
<chuckles> दो निशान. एग्रीकल्चर इंजिनिअरिंगला. आता तिथं आलो. तिथं आल्यानंतर मला माहिती होतं की आपलं आणि मॅथ्सच तर जमत नाही. तर आमचा 1st इयर, 2nd इयर, 3rd इयरमध्ये तिन्हीही मेन सब्जेक्ट म्हणजे मॅथ्स. एम-वन, एम-टू, एम-थ्री.
ओह, बरोबर. हं. एम-4 पण होता ना?
नाही, आम्हाला एम-थ्री पर्यंतच होतं. तर एग्रीकल्चर असल्यामुळे
नाईस. नशीब पण तुमचं इथे पण नशीब चांगलं निघालं. ठीक आहे. <laughs>
<chuckles> तर मग 1st इयरमध्ये असाच अभ्यास नाही केला मॅथ्सचा. निघून जाईल, निघून जाईल, निघून जाईल. आता हां, हां.
मला एक विचारायचंय हं आता, तुमचं एवढं सगळं झालं. ठीक आहे नशिबाने तुम्हाला एग्रीकल्चर आणि इंजिनिअरिंग दोन्ही कंबाईन भेटलं. पण तुम्ही या परिस्थितीतून काय शिकलात? म्हणजे स्वतःला काय धडा भेटला तुम्हाला?
हं. स्वतःला एवढाच धडा भेटला की कोणत्याच विषयाला कमी समजायचं नाही. कोणता विषय आपलं कधी नशीब बदलेल काही सांगता येत नाही.
अरे वाह! <chuckles> सांगता येत नाही. वाह!
आणि मॅथ्सला कधीच कमी समजायचं नाही.
हम्म.
मॅथ्स हा कुठेही येऊ शकतो. एग्रीकल्चरमध्ये असो की कोणत्याही परिस्थितीत असो मॅथ्स असतो म्हणजे असतो.
मला वाटतं आपल्या अ, डेली दैनंदिन जीवनात पण मॅथ्स खूप मोठ्या प्रमाणावर असतो हो की नाही?

मी घरच्यांना आजपर्यंत सांगितलेलं नाहीये की <chuckles> कारण माझ्या माझ्या माझ्या घरच्यांना असंच वाटतं अजून पण की मी ॲग्रीकल्चर शिकतोय. आणि ॲग्रीकल्चर म्हणजे फक्त शेती आणि त्यात मा त्यात इरिगेशन अ, काय बोलतात अजून? अजून काय म्हणू शकतो आपण त्याला इरिगेशन, स्प्रिंकलर, ट्रॅक्टर किंवा अजून काही वेगवेगळ्या गोष्टी येतात इरिगे ह्याच्यात प्लांटिंग, ब्रीडिंग त्यांना असं वाटतंय मी हेच शिकतोय. पण त्याच्यासोबत माझे ॲडिशनल 3 अजून आणखी कोर्स आहेत. एक आय-ओ-टी बेस्ड सेन्सर्स देन अ, ड्रोन्स आणि एआय मॅपिंग या 3 मध्ये मी मास्टर्स करतोय सध्याच्या परिस्थितीत. म्हणजे मी दोन्ही गोष्टी सांभाळ म्हणजे माझं मन पण जपतोय आणि माझ्या घरच्यांचं मन पण जपतोय. दोन्ही कंबाईनली करतोय आणि ज्या दिवशी समजा मला यातून काही भेटेल किंवा यातून काही अचीव्ह होईल माझ्या एखादा प्रोजेक्ट किंवा एखादी रिसर्च पेपर जेव्हा पब्लिश होईल, तेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगेल की मी साइड म्हणजे साइड हसल माझं हे होतं म्हणून.
ओके ओके, ओके. ऐक हां. ओह! हां. हं. अच्छा. घरच्यांचही. हं. हां. हो. मग तुम्ही अजून रिसर्च पेपर नाही पब्लिश केला?

हो, बरोबर. अगदी बरोबर. तर मग अ, आता ते झालं तसं झालं. नंतर आता आपण ॲडमिशन केल्यानंतर आपलं ते एक असतं ना, की "यार आपलं स्वप्न असतं होतं की ॲग्रीकल्चर रोबोट्स म्हणजे रोबोटिक्समध्ये जायचं आणि आपण काय हे मातीचं शिकतोय." तर तेव्हा मला फार वाईट वाटायचं, की "यार हे आपलं स्वप्नच नाही आणि आपण हे काय करतोय?" तर त्याच्यानंतर मग अ, ते मला माझ्यासाठी एक अपयशच होतं. की "हे माझं स्वप्नच नाही आणि मी काय हे करतोय हे सर्व?" अ, तर मग ते समजा माझ्यासाठी एक फेल्युरचा एक प्रकारच झाला. मग त्याच्यानंतर मी त्याच्यावर उपाय म्हणून काय केलं ते सांगतो मी तुम्हाला. तर अ, आमच्या इथे एक नायब नावाचा प्रोजेक्ट असतो. तर अ, त्यात काय असतं ना की आपली बघा ॲग्रीकल्चर आता ड्रोन्स आले आहेत. त्याच्यानंतर एआय मॅपिंग आली आणि एआय रोबोट्ससं असतात ॲग्रीकल्चरचे. मला माहितीच नव्हतं की शेतासाठी पण ह्या सर्व गोष्टी असतात म्हणून. कारण आता आपण गावाकडे
हं. बरोबर. हं. हां. बरोबर. हो. हो. हं. म्हणजे तुम्ही आय-ओ-टी कंबाईन, रोबोटिक्स आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण असतं आणि हे सगळं इलेक्ट्रॉनिक बॅचकडे अ, स्पेसिफिक असतं इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, हो ना? हं.
हो. हां, हां. हो, ते सर्व इलेक्ट्रॉनिक्स बॅचकडे स्पेशल आहे ते स्पे त्यांच्याकडे वेगळं असतं. पण आमचं कसं आहे, आमचा प्रोजेक्ट होता तो. तर अ हां, तर त्यात कसं होतं फक्त जे सर लोक असतात ना त्यांना प्रवेश होता. तर आमचा त्यात काही हे नव्हता इंटरेस्ट म्हणजे आम्हाला काही त्यात ते अ, समाविष्ट करून घेत नव्हते. तर मग अ, एक दिवस मला माझी फार इच्छा व्हायची ते सर्व बघायची किंवा ते सर्व करायचे रोबोट्ससोबत. तर अ, मग अ, मी काय करायचो ना, एक दिवस मी असंच ते तिथे आमच्या कॉलेजचे 2-3 शिक्षक होते. तर त्यांना मी जाऊन असंच भेटलो. म्हटलं "सर अ, मी फक्त तिथे येऊन बसलो तर चालेल का? की आम्हाला फक्त बघण्यात इंटरेस्ट आहे. मी रोज संध्याकाळी येईल आणि इथे बसेल आणि तुम्हाला पाहील तुम्ही काय करताय तर." तर ते बोलले, "अच्छा ठीक आहे." म्हणे. "तू येत जा." म्हणे. "तू बघत जा." म्हणे "तुला काय बघायचंय ते." तर अ, मग मी काय करायचो, रोज संध्याकाळी उठायचं मस्त आपलं संध्याकाळी 5:00-6:00 वाजता तयार वगैरे व्हायचं आणि नायपला जाऊन बसायचं. आणि फक्त बघायचं की ते काय करताय? कोण्या रोबोटला कसं म्हणजे हाताळताय? किंवा कोणाला काय कमांड देताय, कोणतं काय वर्क करतंय? किंवा ते टिश्यू कल्चरच्या मशीन अस असतात बघा. ते म्हणजे 2 प्लांटमध्ये टिश्यू कल्चर करतात. 1 प्लांट वेगळं 1 प्लांट वेगळं आणि ते जोडून त्याच्या आता अ, आमच्या नायपमध्ये चायनावरून इम्पोर्ट केलेल्या अ, 2-2 Cr च्या 2 मशीन्स होत्या. तर त्या मशीन्सचं कसं होतं ना, ते आमच्या फक्त आमच्या कॉलेजच्या शिक्षकांना चालवता यायच्या. तर अ, एक दिवस असं झालं की आमचे दोन्ही शिक्षक ॲब्सेंट होते. आणि,
ओह. हं. अच्छा. हं. हां. हं. अच्छा. हो, हो. हं. हो. अच्छा. हं. अरे वाह!